आणि त्यांना सम हाउ टीव्हीचा असा जास्त काही म्हणजे पाल पालक किंवा आजी म्हणा त्यांना, टीव्हीचा उपयोग म्हणजे दूरदर्शनच्या बातम्या. काय कळे.
हं, हं. अक्षरशः बातम्या लावायच्या आणि 1-2 सीरियल असतील, त्या बघायच्या.
एक्झॅक्टली. हो. पण जेव्हा हे अल्बम्स यायला लागलेले, त्यावेळेला ते संध्याकाळच्या गाण्यांमध्ये यायचे असे 06:30 वगैरे वाजले असले ना, की ते टीव्हीवर यायचे.
हो. आणि वेगळे चॅनल्स पण आले असतील ना, तेव्हा ते नाईन एक्स किंवा एम-टी-व्ही चॅनेल व्ही.
हो, हो. टीव्ही वगैरे. नाही, नाही. नाईन एम नव्हतं. एम-टी-व्हीचे चॅनल्स होते. एम टीव्हीचे 2-3 चॅनल्स होते आणि त्याच्यामध्येही लागायचे आणि ह्यांचा बातम्यांचा टाईम आणि आमची लागलेली आवडीची गाणी, झालं. असं म्हणजे घरामध्ये अशी द्विधा परिस्थिती असायची. हां, पण ज्यावेळेस पप्पा कधी उशिरा येणार आहेत ऑफिसमधून, तर मग आमच्या दोघांची म्हणजे माझी आणि माझ्या भावाची अशी राज्य चालायचं टीव्हीवर. आणि एवढी तेव्हा आम्ही दोघांची पण आवड सारखी असल्यामुळे, आम्हाला खूप मजा यायची लावायला. त्यात, त्यात सगळ्यात बेस्ट माहिती आहे जेव्हा आई आणि वडील दोघं जण कुठे लग्नाला किंवा अशा कुठल्यातरी समारंभाला जर गेले आहेत. सकाळपासून आमचा टीव्ही खोकलायचा, सकाळपासून आणि खोकलायचा. एवढा असा फुल साउंड ठेवून, माझ्या वडिलांनी बिचाऱ्यांनी कधी भक्ति गीते एवढ्या मोठ्यांनी लावली नसतील, तेवढी माझ्या भावानी लावले.
हं. हं. हं. हं. वाह, वाह! हां, हां. बरं. <chuckles> वाह! वाह! लावली नसली. अ, आणि पण तीच एक मजा होती ना. ती नुसतीच गाणी नाही ऐकायची ती. त्या आवाजात ऐकायची आणि मस्त.
हो. एक्चुअली आणि ना, ते बीट तो रिदम सगळा घेऊन तयार, काय पण करा तुम्ही, म्हणजे अक्षरश: म्हणतात ना, की कपडे घालतोय किंवा पीठ मळतोय म्हणजे सकाळचा आता काही वेळेला आई नसली, तर कामं करावी लागतात घरात. मग ते हां. आणि मग ते कॉलेजला जाताना त्या सगळ्या तयाऱ्या करताना डिक्चक डिक्चक चालू आहे. त्या बीटवर सगळी कामं चालू असायची आपली, ते रंगीला वगैरेची गाणी.
हां. हं. हं. कामं करावी लागायची. ओके. बरोबर आहे. हं. आणि तांत्रिक बदल ही अ, तांत्रिक बदलही झाले ना. सुरुवातीची गाणी होती ती त्या इतक्या बीट्स वगैरे किंवा त्या ऑटोट्यून प्रमाणे नाही चालायची.
खूप. नाही, चालायची आणि हे जे नवीन आलं होतं ते सगळं असं, <clicks tongue> वॉव! होतं एकदम वॉव! म्हणजे असं वाटतं ना, की पहिलंच असे जे आळणी होतं, त्याच्यामध्ये आता एकदम असा चाइनीस बोलतो ना आपण आलं त्याच्यामध्ये खायला, तसा प्रकार झाला होता आणि ते जसं म्हणतो ना आपण, वा कानात वारं शिरलं का जसं प हे पोकरू कसं हां.
आता हं. मजा यायची. खडका. मस्त, मस्त. हो. ते सतत ऐकावसं वाटायचं, की अरे, पुन्हा कधी गाणं लागेल, पुन्हा कधी आपण जरा ताल धरू. हं.
लागेल. आणि ती वाट कारण तेव्हा एवढे पैसे ही नव्हते हो, की जाऊन तो अल्बम विकत घेऊन यावा.
हो, हो.
कारण आई वडील तेव्हा पैसे द्यायचे नाहीत आणि त्यांच्या आवडीचे अल्बम फक्त येणार. तर मला तेव्हा ना, आठवतंय. अं